अरे वाह! किती छान बोलला ना तुम्ही. की फक्त कपडाच बदला. बाकीचं सगळं कशाला बदलायचं. आणि लोकं ना पैसे पैसे वेस्ट करतात बरं याच्यामध्ये. की अ हां ना. तर तुम्ही खूप सुंदर सांगितलं का? कशाला पेस्ट पैसे वरचे वेस्ट करायचे ते. तर अ, काही इलेक्ट्रॉनिक साहित्य सुद्धा तुम्ही तसंच करता का? तुमच्याकडे काही इलेक्ट्रॉनिक साहित्य असलं तर?
नक्कीच. खूप आहेत. हो ना. तर इलेक्ट्रॉनिक साहित्यसुद्धा साठवायची लोकांनाही हौस असते आणि आमच्या घरातही होती पद्धत आधी. म्हणजे अगदी जुने-जुने मोबाईल, त्यांचे चार्जर, एखादी बिघडलेली इस्त्री किंवा जर कुठली इस्त्री आपण वापरलीच नाही बरेच दिवस. पडून राहते आपल्या ह्याच्यात.
हां. अच्छा. हो. अरे वाह! हो. खुश खूप, खूप छान. मग काय करता बरं त्याचं तुम्ही?
तर अ, कसं करावं, की आता पहिली इलेक्ट्रिकची कुठली गोष्ट आम्ही लगेच वापरणं चालू करत नाही. ती जर खरंच आपल्याला वाटली तर, की आपण ती वापरता आली पाहिजे किंवा देता जरी येते ना, बऱ्याच लोकांना. पाणी गरम करायची म्हणजे ते केटल वगैरे असते, ते वर्षोनवर्ष आपण वापरत नाही. तर आधी आम्ही ती दुकानात येऊन तपासून घेतो, की ही नीट चालते का? कारण आपण घ नाही ते दुकानवाले करतात इलेक्ट्रिशियन असतात ना? तर त्यांच्या दुकानात घेऊन जायचं. ती लोकं व्यवस्थित चेक करतात, सांगतात, की हे चालू आहे का? जर काही छोटं फार रिपेअर त्याच्यात करायचं असलं तर ते रिपेअर सुद्धा करून देतात. आणि मग अ, जर ती चांगली असली, तर आपल्याला ठरवता येतं हे वापरायचं आहे का कोणाला देऊही शकतो. कारण घरी आपण जर हे सगळे प्रयोग केले, तर कधी-कधी शॉर्टसर्किट होतं. कोणाला शॉक लागता येतं. तर अ
अच्छा. मग? <chuckles> हं. हो. हं, हं. अच्छा. कशी तपासता बरं ती? म्हणजे कशी तपास हां. अच्छा. ओके. ओके. हं, हं. अरे वाह! अरे वाह! अरे बाप रे!